अ, हां. एक अ, वेळ होता, की एक सवय मला खूप बेकार लागली होती. ती सवय म्हणतात ना अ, जशी की तुम्हाला सांगतो. अ, मी आधी लॉकडाऊन लागलं होतं
कोणती सवय? हां.
त्यावेळेस मला एक सवय लागली होती, गेम खेळायची. PUBG.
अच्छा. हं, हं, हं. म्हणजे ऑनलाईन जे गेम आहेत. हं.
मी सकाळी सुरु केलं. दुपारी उठलो 2-3 वाजता. सुरु केलं ना डायरेक्ट दुसऱ्या दिवशी पहाटे 06:00 वाजताच बंद करायचो गेम खेळायला.
अरे बापरे! म्हणजे 12-12 तास तुम्ही गेम खेळायचात.
हां. म्हणजे लोकांचे खायचे वांदे चालू आहेत. लोकांना अन्न भेटत नाहीये, किराणा भेटत नाहीये. आणि मी त्यामध्ये Beatsचे ओरिजिनल हेडफोन मागवून घरी गेम खेळतोय. एवढा तर निर्लज्ज होतो मी. म्हणजे न म्हणतात ना लोकं सेव्हिंग करत होते.
अगदी बरोबर. अरे बापरे! म्हणजे अय्याश हं, हं, हं. अय्याश टाईप मध्ये तुमचं जगणं होतं. हं, हं.
आणि मी एन्जॉय करीत होतो. हां. म्हणजे मी तुम्हाला सांगतो ना माझं तेव्हा माझ्याकडे वाय फाय नव्हतं. माझ्याकडे अ, पोस्टपेड सिम कार्ड होतं एक म्हणजे पहिले. आम्ही त्याचा प्लॅन एकदम महागात वाढवून घेतला. आड ₹2500 महिना फुल इंटरनेट, फास्ट एकदम म्हणतात ना पॉवरफुल इंटरनेट. मग अशा गोष्टी मी येडे चाळे करायला लागलो. की माझे सेव्हिंग्स होते. तर मी उडवायला लागलो. आणि रोज म्हणतात ना अ, असे क्लाउड किचन चालू होते. ज्याच्यामधनं ऑनलाईन ऑर्डर करून-करून खायला लागलो. आ हा, हा, हा! लॉकडाउनमध्ये
अच्छा. हां, हां. हां. एकदम फाईव्ह जी हां, हां. अच्छा. म्हणजे घरी जे घरचं जेवणही नाही खायचं. आळस करून अ, म्हणजे ऑनलाईनच ऑर्डर करायचं सर्व काही.
हां. म्हणजे हां, लोक म्हणत होते, की बाहेरचं खाऊ नका, भाज्या धुऊन खावा. आणि मी डिलिव्हरी बॉयनी आणलेला मस्तपैकी चाटून-पुसून खात होतो. एकटा राहत होतो ना मी, त्यामुळं. आणि रात्री मग मित्र नसले खेळायला कोणी तर मस्तपैकी जाऊन मग मस्तपैकी वेबसिरीज बघायचं 2-2 असं, दिवस नॉनस्टॉप वेबसिरीज बघायचो. लय बेकार सवय लागली होती, मला ही.
हां. अगदी बरोबर. हं, हं, हं.

अच्छा. म्हणजे डिलिव्हरी बॉयचं तुम्ही म्हणजे आपण म्हणतो ना परिस्थिती ही मोठा शिक्षक असते. तर त्यानुसार तुम्ही हे केलं अडॉप्ट केलं स्वतःला आणि
<chuckles> हां. हां. हां. हां. हो. म्हणजे मला काय करू ना माझ्याकडं घरी म्हणतात ना लॅपटॉप आहे तो खराब व्यवस्थित चालत नव्हता बटनं त्याची. आणि अ, भाड्याचं भाडं भरायचं आहे मला रूमचं कारण की भाडं पण ते देणं नाही का 2 महिन्याचं थकलं होतं त्याला 2-3 महिन्याचं. मग आता काय करायचं. मग दुसरा काही ऑप्शन नसल्यामुळे मी झोमॅटो चालू केलं. त्यावेळेस झोमॅटो येत होतं आणि मग झोमॅटो चालू केलं आणि ते अ, दिवस-रात्री ते झोमॅटो मारायचं आणि ₹500-600 म्हणजे मला एक टाईममध्ये पगार जास्त होता आणि ₹500-600 साठी काम करायला लागलो मी. आणि मग त्यातनं भाडं-बिडं कसं तरी करायचं. म्हणजे खूप वाईट अवस्था. आणि गाडी पण माझी खराब झाली होती. जी होती ना माझ्याकड एक टू व्हीलर ती पण खराब झाली आणि मग मी मित्राचं गॅरेज होतं त्याच्याकडनं उधारीमध्ये गाडी रिपेअर करून घेतली. मित्राचा टेम्पो होता त्याला घरी बोलावलं. त्याच्या टेम्पो टाकून त्याला उधारीमध्ये मी गाडी तिथं पोहोचवली. तर खूप बेकार हालत झाली होती.
अच्छा. हं, हं. हां. अच्छा. अरे बापरे! अच्छा मग हं. तर ह्या पूर्ण स्ट्रगल जे तुम्ही सांगताय म्हणजे हे चालू आहे तुमचं स्ट्रगल, तर यामधून तुम्ही नेमकं कसं बाहेर पडलात? आणि कोणती सवय जी होती तुम्हाला वाटतं की हां, हिच्यामुळे माझं अ, जो आता माझा वर्तमानकाळ आहे जो आपण म्हणतो, तर तो माझा चांगला आहे आणि सुधारला आहे. नाहीतर मी कुठल्यातरी दुसऱ्याच दिशेला गेलो असतो.
मग त्यानी बदललं मला. हां, हां. अ मी काय केलं, मग मला काम भेटलं आणि मग मी सगळ्या सोयी सुधारल्या. टायमिंगवर झोपायचो 10 वाजता, 10:30 वाजतात आणि सकाळी अ, लवकर उठायला चालू केलं. लगेच नाही उठलो, पण थोडं टाईम लागला पण उठायला चालू केलं लवकर आणि पुस्तकं वाचायचं. मोबाईल खेळण्याच्या आधी गेम खेळण्याचे, सगळ्यात पहिले तिथं गेमच डिलीट करून टाकली.
हां, हां. हां, म्हणजे आपण जे म्हणतो ना जो स्रोत आहे अ, कोणत्याही डिस्ट्रॅक्शनचा म्हणा, एक सवय जी लागली होती तुम्हाला, तो स्रोतच तुम्ही मुळापासूनच काढून टाकला, म्हणजे अनइन्स्टॉलच करून टाकला.
हां, हां, हां, हां. हां, हां. हो. कारण की त्या गेममुळे आहे ना मी कमीत कमी तुम्हाला सांगतो ₹50,000-60,000-70,000चं मी त्या गेममध्ये माझे ते कपडे-बिपडे घेण्यामध्येच घालवलं होतं प्रीमियम एक्सेसरीज.
हां. अच्छा, अरे बापरे! म्हणजे एवढे तुम्ही अय्याश होतात म्हणजे डिजिटल असेटमध्ये असतात की हेल्मेट वेगळ्या प्रकारचं, बॅग वेगळ्या प्रकारची. म्हणजे कॉस्ट्यूम्स वगैरे असतात किंवा कॅरेक्टर आपण जे म्हणतो ते आपल्याला विकत घेता येतात.
<chuckles> <chuckles> हां, हां, हां. हां. म्हणजे मला बघितलं ना प्रो खेळायचो मी. हां. ते बघूनच, माझा अवतार बघून, मा माझ्या गाडीची स्किन बघूनच समोरच्याची टरकन फाटायची. आणि तो तिथे मग बिथरून जायचा आणि मग हरून जायचा माझ्याकडनं, त्यामुळे ते एक्सेसरीज कामाला यायचे कारण की "हा प्रो दिसतोय लय मोठा," नाही का? असं आणि मग ते सवयी डिलीट करून टाकलं, सगळ्या गोष्टी सुधारल्या. सकाळी उठणं, वाचन करणं, मोबाईलच्या जागी वाचन करायला लागलो, पुस्तकं वगैरे धर्माची. आणि मग हळू-हळू म्हणतात ना, मी मार्गावर यायला लागलो. माझे आई-वडील, अ, माझे वडील तर नव्हते, आई गावाकडे असायची. त्यामुळे मला बोलणारं नव्हतं ना कोण लॉकडाऊनमध्ये.
<chuckles>

अरे बाप रे! म्हणजे एकेकाळी म्हणजे 25 हजारचं बिट्सपून वापरणारा व्यक्ती एवढा फरक स्वतःमध्ये आणून घडवू शकतो सवय बदलल्यानंतर असं.
अ, खूपच हां. हां, म्हणजे मजबुरी शिकवते आणि आईला सांगू शकत नव्हतो, नाही तर आई मला मग अजूनच अ, म्हणतात ना शब्द अ हां, हां, हां, हां. त्यामुळे मग अ, म्हणतात ना मग मी सुधारायला चालू केलं, सगळ्या गोष्टी बदलायला चालू केल्या आणि हळू-हळू करून, करून मी अ, प्रयत्न करायला लागलो. स्वतःला म्हणतात ना खूप एडिक्शन होतं, मला असं वाटायचं. परत माझ्या आजूबाजूला मित्र म्हणायचे, "चल ना एक डाव खेळू, ल लिमिटमध्ये खेळू." नाही, मी मनोबल माझं कडक ठेवलं, की नाही मला खेळायचंच नाही. कितीही कुणी म्हणू द्या, खेळायचंच नाही आणि जो मित्र म्हणायचा ना, "खेळायचं," मी त्याला म्हणायचो, "एक काम कर, मला महिन्याला ₹25,000 दे, मी तुझ्यासंग रोज खेळतो."
पाट्यावर घेतले असते. हं, हं. <chuckles> हां, हां, अगदी बरोबर. म्हणजे मी माझा वेळ देतोय वेळ देतोय, तर मला त्याचा मोबदला दे, नाही का? म्हणजे गेम खेळून त्याचा काय पैसे भेटत आहेत का? आपल्याला काय भेटते? फक्त एक टाईमपास म्हणून काही अर्थ नाही.
हां, मला खायला दे. हां. हां, मी कितीही खेळतो. हां, नाही त्याला भेटत होते ना साल्याला पैसे. तो युट्युबर होता. हां, मला कुठं पैसे भेटत आहे? मी तर साधं मजेमध्ये खेळत होतो. मग मला वाटलं, मी त्याला म्हटलो, "एक काम कर ना, तू पैसे दे, मी खेळतो तुझ्यासोबत, चांगला खेळतो." आणि मला काय आहे, की मी चांगला खेळायचो ना, म्हणून तो माझ्या कव्हरमध्ये राहून-राहून प्रो दाखवायचा स्वतःला. हां, हां, हां. म्हणजे बॉट मारून स्वतःला प्रो समजवायचा आणि मी चांगले-चांगले प्लेयर मारायचा आणि मला कसं, की अ, म्हणजे म्हणतात ना, मी सिक्स फिंगर खेळायचो.
हां, मग तो स्ट्रीमर वगैरे असं. हां, मग तेच तर आहे ना. हम्म. बरोबर आहे. प्रो दाखवायचा स्वतःला. अच्छा! <chuckles> हां, अच्छा! <chuckles> सिक्स फिंगर म्हणजे
त्यामुळे माझा माझा चांगला प्रोफेशनल ग गेम खेळायचो मी, फुल मन लावून. गाय गायरो म्हणजे नाही का ते गायरो वगैरे वापरून सगळं एकदम फास्ट ठप, ठप, ठप, ठप, ठप, ठप, ठप, ठप आणि चिकन डिनर मी खूप काढायचो त्यामध्ये. अ, ॲक्च्युअलमध्ये मी शाकाहारी आहे, सॉरी पण ते अ, म्हणतात ना त्या डिनर काढायचं.
हं, हं, हं. हां, बरोबर. हं, हं. डिजिटल डिजिटल चिकन डिनर, म्हणजे
हां, हां, ते त्या गोष्टी करायचो. त्या सवयी मी तोडल्या. मित्र जे मला म्हणायचे, "ये यार खेळू, जाऊ दे, चल ना रात्री तरी खेळू." मग त्यांना म्हणायचो, "भाऊ, मला खायला-प्यायला खर्च करा, भाडं भरा, मग खेळतो मी तुमच्यासंग." आहे का नाही?
हं.

तर हे न अ, जसं तुम्ही सांगितलं की तुम एक अय्याश टाईपचं जीवन जगत होतात आधी. म्हणजे काय घेणं-देणं नाही, मस्त पबजी खेळायचं, ऑनलाईन ऑर्डर करायचं, खायचं, प्यायचं, लोळायचं, नाही का? पण ही अ, तुमच्यामध्ये प्रेरणा केव्हापासून आली की आपल्याला ही बदलायची सवय? म्हणजे जाणीव जी एक आपण म्हणतो ना, ती तुम्हाला केव्हा जाणवली की हां, बाबा नाही, मला हे करायचं आहे म्हणून.
हां, हां, हां. हं. अ, माझे सगळे पैसे संपले ना त्यानंतर.
अच्छा, हं, हं.
<chuckles> माझे अख्खे, म्हणतात ना, पैसे संपून गेले. आता मी ऑनलाईन ऑर्डर करू शकत नाही. हं मला वाटलं
म्हणजे सेव्हिंग्ज वगैरे तुम्ही हं, हं, हं. म्हणजे सर्व ते सेव्हिंग्ज जे अ, म्हटलात तुम्ही. हेडफोन्स पण बीट्सचे खूप महागाचे येतात असं मला वाटतं ना. तर हां, मग बघा तर अ, ते सेव्हिंग्ज सगळा तुम्ही उडवली. आणि क्लाउड किचन, जसं तुम्ही उदाहरण दिलं स्विगी, झोमॅटो. तर त्यावरून मागूनही तुमचा सगळी सेव्हिंग्ज आहे उडवून टाकला, नाही का? तर या हं, हं.
25,000 चे होते. <chuckles> हां, आणि काय झालं अ, म्हणतात ना, मला वाटलं तर 2 महिन्यात, 1 महिना संपून जाईल. दीड महिना, पहिले 3 दिवस म्हटले, मग दीड महिना म्हटले. म्हणलं ठीक आहे ना. तेवढ्यात संपून जाईल. पण 6 महिने होत गेले. 6 महिन्यात संपत-संपत 5-6 व्या महिन्याला पैसे संपायला लागले आणि एवढं म्हणजे म्हणतात ना, मग मी सगळं माझ्या बीट्स हेडफोन वगैरे सगळं टाकलं. मग सगळेच कंगाल झाले होते. कोण घेणार माझं एवढं महागातलं आहे ॲक्सेसरीज, नाही का. <chuckles> असं.
हां, अगदी बरोबर. बरोबर आहे. आजकाल तेवढे महागातले कोणी भारतामध्ये तर घेत नाही. बाहेरचं माहीत नाही एवढं हं, हं.
हां. हां, हां. आणि लोकं म्हणतात की दे 2,000 ला दे, 5,000 ला दे. अहो, येडा आहेस का बे? हे पस्तीस हजार ची होती. मी 25,000 मध्ये मी सेटिंग लावून घेतली.
हां. <chuckles> त्यांना काय घेणं-देणं असतं कोणत्या ब्रँडचा आहे, काय आहे?
हां, हां, हां. त्यांना अक्कल नसल्यासारखं. माझ्याकडे ओरिजिनल वॉरंटी-विरंटी, सगळे बॉक्स-बिक्स, सगळा सेट पडलेला. पूर्ण एकदम ओरिजिनल पेटी पॅक. मी कसं देणार मग? जाऊ द्या म्हटलं.
मी असं म्हणेल की हां, हां, पण त्यांना अक्कल आहे म्हणूनच तेवढे महागचे घेत नाही. जसं तुम्ही म्हणालात की सेव्हिंग्ज तुम्ही उडवून टाकली, नाही का काही अय्याशीच्या याच्यामध्ये. तर अ, तर यामध्ये असं तुम्हाला म्हणता येईल का? ती प्रेरणा जी आहे ती तुमच्या आर्थिक अ, जो तंगी सुरू झाली त्यामुळे आली अ, की आतूनच तुम्हाला दुसरंही काही असं घडलं ज्यामुळे तुम्हाला ती प्रेरणा भेटली की नाही, मला ही सवय बदलायची आहे?
हां, हां, हां. हं. हां, हां. नाही अ, काय झालं होतं, तर मी मस्तीने ते ना कोरोना यायच्या आधीच, अ म्हणजे 15-20 दिव्यस दिवस आधीच मी काम सोडलं माझं आणि त्यानंतर ते कोरोना लागला, सगळं लागलं. मला बिझनेस करायचा होता, चाय चायनीज रेस्टॉरंट खोलायचं होतं वेजमध्ये, प्युअर वेजमध्ये. आणि ते प्लॅनच्यासाठी पैसे साठवले होते आणि टोकन दिलं तर सगळं दिलं होतं, पण ते टोकन पण वाया गेलं. कोरोनाच्या 6 महिन्यांमध्ये तो ओनरनी परत दिलं नाही आणि माझे पैसे संपले ते धंद्याचे सगळे आणि आता जॉब नाही.
हं. हां. अच्छा. हां, हां, बरोबर.
अन जॉब कुठे भेटणार नाही कारण की कोरोनामुळे कंपन्या बंद असायच्या.
कोरोनामुळे तर सर्वच म्हणजे कुटुंबाच्या कुटुंबच उध्वस्त झाले त्या काळामध्ये. तर आपणचं काय आहे तर हं.
हां, हां, हां. आणि मग ते अ, जॉब कुठे नाहीये, काहीच नाहीयेत. मग काय करू? मग मी चालू केलं मस्तपैकी झोमॅटो डिलिव्हरी.